हो, नक्कीच. अ, माझा एक मित्र आहे, की जो सोशल मीडियावरती खूप ॲक्टिव्ह असतो, की म्हणजे जिथेही गेला तो, अ, तिथला फोटो काढून टाकेल.
हं. हो, लाईव्ह हो लाईव्ह सवय असते भरपूर लोकांना. हो, अच्छा.
हां, लाईव्ह, लाईव्ह येतो. हां, मग कुठे खायला गेलाय तर ते खायच्या पहिले जेवणाचा फोटो काढेल.
अरे! <chuckles>
आणि तो माझ्यासोबत अ, माझ्यासोबत पण असतो ना तो. तर मग मी कधी आणि जास्त तर वेळेस मीच खाऊ घालतो त्याला आणि तो तो त्याचा फोटो काढून दुसऱ्यांना टाकतो अन् दुसऱ्यांना काय वाटतं, की अरे वाह! हा एवढं खातो, एवढं भारी-भारी राहतो, अ, भारी-भारी जागेवरती फिरतो आणि मला तसं तर काही सोशल मीडियावरती मी काही जास्त गोष्टी टाकत नाही माझ्यावाल्या. मग माझ्या माध्यमातनं म्हणजे माझ्यासोबतच राहून तो या सगळ्या गोष्टी टाकत असतो. मग लोकांना काय वाटतं, की नाही हा व्यक्ती जरा एकदम स्टायलिश फॅशनेबल राहतो पण खरी रिॲलिटीमध्ये भाऊकडंन ₹10 निघत नाही द्यायला.
हो. <chuckles> हो ना. हो. हां. <laughs> अगदी खरं आहे. हां, दिखावा आहे हा सगळा. <chuckles>
<chuckles> हं, मग म्हटलं, दिखावा है भाई ये सब। असं होऊन जात ते.
हां, हो, नक्कीच. अ, म्हणजे ते पण आहे आणि ते फोटो खाण्याच्या गोष्टीचा तोपर्यंत ती गोष्ट थंडही होऊन जाते आणि आपलं त्यातलं खाण्याचं, <sucks teeth> म्हणजे मनही उडून जातं असं होतं. हो. अगदी.
रसही रसही जातो. बरोबर. आता आता जर आपण ती गोष्ट खायला मागितली, मी मी जर हात पुढे करेल ना, तो माझा हात मागे करून देईल, "अरे थांब मला पहिले फोटो घेऊ दे." अरे म्हटलं, "भाऊ मला इथे भूक लागली, तू काय फोटोचं चक्करमध्ये वाट बघतोय?"
हं. <laughs> हे. <chuckles> हो ना. <chuckles> बरोबर आहे आणि सध्या तर ते ब्लॉगिंगचं खूप चाललं आहे बापरे. हो, म्हणजे
अशी गोष्ट असते. हो, खूपच, खूपच. अ, आता मगाशीच असा किस्सा झाला, की आम्ही चालत होतो अ, आणि मला म्हणजे एक मित्र, मित्रच आहे तो माझावाला, त्याने एकदम मोबाईल काढला आणि बोलायला लागला, अ, "नमस्कार मित्रांनो मी इथे-इथे आलेलो आहे, हे माझे मित्र आहेत" आणि मी एकदम त्याच्याकडे बघतोय, म्हटलं, "हे काय चालू केलं तू नवीन!?"
हो. हो. हां. <laughs> अरे बापरे! <chuckles>
"नवीनच सोंग पाडलेला आहे" म्हटलं तू आता बोलतो. नाही म्हणे, "याला ब्लॉगिंग म्हणतात." अरे म्हटलं, "आता तू हे सगळं कुठे टाकणार आहे?" "नाही मी हे YouTubeला टाकेल" "आणि त्याच्याने काय होईल?" म्हटलं. "नाही मग ते मला लोक बघतील मग मला व्ह्यूज येतील आणि मग त्याच्यामध्ये मी माझं सगळं चांगलं-चांगलं त्यांना दाखवेल आणि मग मला पैसे भेटतील" "मॉनिटायझेशनचे." म्हटलं, "चालू देऊ भाऊ, जर पैसे पैसे येत असतील तर कर." आणि खूप काही लोकांनी चांगलंही गोष्ट म्हणजे सोशल मीडियावर टाकून पैशाचा स्त्रोत निर्माण केला. हे ही खूप चांगलं झालं आहे. म्हणजे सोशल मीडियानी काही लोकांना संधीही दिली पैसे कमवण्याची.
हो ना. <chuckles> हं. हां. हो. हं. हो. हो.

तर सोशल मीडिया म्हणजे आजची लोक अ, लोकांची लाईफलाईन झालेली आहे, असं म्हटलं तरी चालेल. अ, कारण की लोकं काय आहे ना, अगदी म्हणजे खूप प्रमाणामध्ये एक अ, प्रत्येक घरामध्ये जेवढे सदस्य ते सव सर्व आपल्याला सोशल मीडियावरती दिसून येतात आणि सोशल मीडियाच्याद्वारे लोकं एकमेकांशी स्वतःच्या जीवनात काही घडामोडी घडत असतात, ते त्या तिथे टाकतात. अ, त्यानंतर ते कुठे फिरायला गेले याचे पोस्ट ते तिथे टाकतात आणि त्याच्यात काय असतं ना? अ, लोकं कधीच स्वतःबद्दलचे निगेटिव्ह गोष्टी ह्या शेअर नाही करत.
हो बरोबर. हो, हे अगदी खरं आहे. म्हणजे चांगलंच दाखवायचं म्हणतात लोकं.
आपण हो. आपण चांगलच दाखवायचं की माझ्या जीवनामध्ये एवढं चांगलं चालू आहे. अ, मी
हो. हो.
मी इकडं फिरतो. लगेच तिची स्टोरी लावायची.
हो.
अ, असं हं.
अ, तुम्हाला काय वाटतं म्हणजे हे सगळं दाखवण्यामागे लोकांचं काय कारण असू शकतं? म्हणजे काय एवढं परफेक्ट दाखवायचंय ना लोकांना? जे
बरोबर. अ, तर लोकांना आहे ना अ, लोकांना म्हणजे आपण जे म्हणतो ना एकदम रॉ भाषेत मोठायकी करायची सवय जास्त झालेली आहे. की मी किती मोठा? हां. <chuckles>
काय वाटतं तुम्हाला? हो अगदी खरंय. <chuckles> हो. त्याच्यापेक्षा माझ्याजवळ किती काय? मी किती फिरू शकतो, असंच. हं.
अ बरोबर. म्हणजे जर तुम्ही काही सोशल मीडियावर अपलोड केलं आणि जर मला मला वाटलं की अरे, ही ही थोडं जास्त टाकते आहे, मग हिच्याहून थोडं एक लेव्हलवरती म मी टाकलं पाहिजे. तर मी लगेच मग तुलना कर अ, मी लगेच मग तुमच्याहून चांगलं टाकेल. मग याच्यामध्ये काय होतं ना, आपल्यामध्ये थोडेशे इगो क्लॅशेस व्हायला लागून जातात सोशल मीडियाद्वारे, आणि ही गोष्ट ही कधी आपल्याला समजते जेव्हा आपण एकदम अ, स्वतःला पर्सनली भेटतो ना, जेव्हा वास्तविकतेमध्ये आपण रिअल लाईफमध्ये स्वतःला भेटतो, तेव्हा आपल्याला समजतं की अरे, याचं बिहेवियर चेंज झालेलं आहे, हां. आपल्याप्रती अ, आणि आपण बघितलं असणार की सोशल मीडियावरती जे लोक जरा जा ते जाड सोन्याचे चैन घालून आले, अ, दोन चार अंगठ्या घालून आले, मागे 2-4 ते रिकामटेकडे पोर घेऊन फिरत असले, तर अशा लोकांना बाहेर लोक भाऊ, दादा हे करून संबोध संबोधन करतात. बरोबर? मग ते त्या लोकांना ना खूप भारी वाटतं की आपण काहीतरी मोठं करतोय. आपण तो जो भाऊ, दादा करतोय तो व्यक्ती, त्याला काय माहिती आहे की हा भाऊनी किती कर्ज काढून सोनं घेतलेलं आहे? <chuckles> हां.
हो. हो. तुलनाच होते बरोबर. अगदी खरंय. हो, हो. हो, हो. हो, हो. हो, अगदी बरोबर. हो. हं. <laughs> हे अगदी खरंय. <laughs> त्याच्या मागची पार्श्वभूमी त्याला काहीच माहिती नसते. जस्ट जे दिसतंय तेच. <chuckles>
मग की बरोबर आणि ते जे 2-4 पोरं तू सोबत फिरवतोय त्यांच्या मागे हा किती खर्च करतोय? स्वतःची स्वतः भावाची गाडी विक्री आहे.
हो.